बघा ना, घरामध्ये असो किंवा प्रवासामध्ये असो, आपल्याला पाणी हे जीवन किती महत्त्वाचं वाटतं ना. मग ही पाणी पिण्याची सवय चांगली कशी ठेवायची, थोडं सांगाल मला?
हं. बरोबर. हो, नक्कीच ना, म्हणजे पाणी म्हणजे आपली मूलभूत गरज असते आणि आपलं जीवन चालवण्यासाठी पाणी फार गरजेचं आहे. कारण की आपलं शरीर 70% पाणी आणि 30% हे बाकी सगळ्या गोष्टींनी असतं, बरोबर? कारण की आपल्या अ, शरीरामध्ये 70% पाणी भरलेलं आहे, म्हणून पाणी फार गरजेचं आहे आपल्या जीवना ना मध्ये. आणि हं.
नक्कीच. हं. हं, हं. हं, हं. बरोबर. नक्कीच. मग आता तुम्ही मला असं सांगा ना, पाणी तर नक्कीच आपलं जीवन आहे, नाही का? मग पाणी पिणं किती महत्त्वाचं आहे आणि दररोज, म्हणजे किती पाणी प्यायचं, काही सांगाल का मला?
हं. हं. हो, नक्कीच ना. म्हणजे आपल्या शरीराला आहे ना, दररोज जर हेल्दी ठेवायचं असेल, तर 2 लिटर किमान पाणी पिलं पाहिजे आपण, पूर्ण दिवसभरात. पण, काय करतात, आता सध्या लोक, 2, म्हणजे 2 लिटर पाणीही लोकांना आता जड झालेलं आहे. पाणी पिण्याचा कंटाळा, खूप जास्त आहे लोकांमध्ये. म्हणजे, "अरे, कोण जाईल उठून, कोण पाणी घेईल," असा सगळा कंटाळा लोकं करतात सध्याच्या काळाला. पण त्यांना हे समजत नाही, की पाणी न पिण्याने किती नुकसान होऊ शकतं, त्यांच्या किडनीवरती किती अ, त्याचा प दुष्परिणाम होऊ शकतो. तर लोकं याचा अनुभव करत नाही. आणि आपली बॉडी वारंवार आपल्याला त्या पद्धतीने सिग्नल देत असते, की पाणी पिण्याची आपल्याला गरज आहे.
हं. बरोबर. <chuckles> हो ना. हं. बरोबर. हं. हो ना. हं.
मग ह्या पद्धतीने आपण जर म्हणजे चांगलंच पाणी पिलं ना, तर निश्चितपणे आपलं शरीर चांगलं राहील. त्यानंतर आपली स्किन चांगली राहील, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील.
नक्कीच. हं. हो ना, म्हणजे बघा ना, पाणी किती महत्त्वाचं आहे. ल पण लोकांना किती कंटाळा येतो ना, असं वाटतं का हातामध्ये ग्लास आणा आणि मग आम्ही पिणार. नाहीतर आम्ही पाणीच नाही पिणार, तसं काही काहींचं असतं. म्हणजे 1-2 लिटर तर असू द्या. 2 ग्लासही लोकं पाणी पिणं श होत नाहीये लोकांना नाही का? मग बघा ना, असं रोज-रोज आपल्याला कामामध्ये आपण राहतो, तेव्हा आपल्याला बऱ्याचदा विसर पण पडतो पाण्याचा विसर पण पडतो प्यायचं बघा. मग कामावर आणि बाहेर असताना पाणी कसं आठवणीत ठेवायचं? म्हणजे काही उपाय मला सांगाल, कसं त्या ट्रिक्स अ, कसं वापरायचं, नेमकं ते काय करायचं?
हं. हं, बरोबर. हं, नक्कीच. हं, हं. हं. बरोबर, बरोबर. बघा ना, मग आपण काय केलं पाहिजेल ना, की आपण आपल्यासोबत आहे ना, 2 लिटरची पाण्याची बॉटल कॅरी केली पाहिजेल आणि हल्ली आता त्या बॉटल्स यायला लागल्यात, की ज्यांच्यावरती अ, लिटरचा मार्क असतो आणि त्यात त्यातल्या त्यात अ, कुठल्या टायमाला आपण ते पिलं पाहिजेल? त्याचाही मार्क असतो. म्हणजे अगदी तासा-तासात आपण थोडं-थोडं पाणी पिलं पाहिजे आणि ते तासावरती ते मार्किंग असते, की आपण किती पाणी पिलं. तर त्याच्याने हो त्याच्यात म्हणजे ती बॉटल आता अशी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे की ती व्हायब्रेट करायला लागते किंवा ती आपल्याला नोटिफिकेशन कसा येतो? त्या पद्धतीने तिच्यात ही नोटिफिकेशन येतो. तर मग अशा पद्धतीचे आपण ती बॉटल्स वापरल्या पाहिजे. त्यानंतर रोजच्या सवयीमध्ये आपण आहे ना, 2 लिटर पाणी तर इन्क्लूड केलंच पाहिजे. जेणेकरून आपली स्किन ही चांगली राहील आणि अ, मोबाईल फोनमध्ये आता ॲप्स यायला लागलेत, की जे आपल्याला नोटिफिकेशनद्वारे अ, टाइम-टायमावरती सजेस्ट करतात, की तुमचा पाणी पिण्याचा आता वेळ झालेला आहे, तुम्ही पाणी प्या. म्हणजे जेणेकरून आपल्याला आठवण येईल आणि पाणी प्यायला आपण सुरुवात करू.
हं. हं. हं. हो का? अच्छा म्हणजे तिथं रिमाइंडर वगैरे असतो का? अरे वाह! हं. हं, हं. हो का. बरोबर. हं. हो ना. हो ना. म्हणजे बघा ना, खरंच आपण मोबाईलमध्ये पण असं रिमाइंडर वगैरे लावू शकतो नाही का? आपल्याला, अरे पाणी आता 1-1 तासाचं जरी लावलं, तरी आपल्याला मस्त ते पाणी पिताही येईल, लोकं हे पण करू शकतात. हो, अजून सांगा ना काही?
हं. बरोबर. बरोबर. हो. बघा ना आणि अशा पद्धतीने जर केलं ना, तर मग चांगलंच आपण पाणी पिऊ आणि आपलं नक्कीच आपली हेल्थ चांगली राहील, आपली स्किन चांगली राहील. बघा, जेवढं जास्त तुम्ही पाणी प्याल, तेवढी तुमची स्किन ग्लोइंग दिसेल. तेवढं तुमच्या चेहऱ्यावरती चमक आणि सर्व दिसेल आणि तेज आपण ज्याला म्हणतो ना, या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती खूप सारं तेज आपल्याला दिसतं. तर ते कशामुळे? ते पाण्यामुळे. कारण की त्यांच्या शरीरामधलं जे पाणी काय काम करतं, आपल्या शरीरामधले जेवढे ही टॉक्सिन्स आहेत, यांना बाहेर काढण्याचं काम करतं.
हं, हं. हं. बरोबर. हो. बरोबर. हं. हं, हं. बरोबर, नक्कीच मग हं.
आणि बॉडीला प्युरिफाय करण्याचं काम करतं पाणी.
बघा ना, किती फायदा होतो पाणी पिण्याचा, हं आणि ते पण आपल्याला जर आठवण ठेवायची असेल, तर तुम्ही त्या बॉटलचं पण सांगितलं. मोबाईलमध्ये रिमाइंडर करून अ, तसं पण केल्याने आपण ते व्यवस्थितरित्या 2 ते 3 लिटर पाणी पिऊ शकतो, नाही का? मग आता बघा ना, घरातले वाढते वयानुसार जसं वय, आपलं लहान मुले पण राहतात, तर बाया-बायका पण माणसं राहतात आणि खेळाडूंसाठी पाणी पिण्याचे नेमके काय नियम वेगळे असतात, काही सांगाल?
हं. हो. हं, नक्कीच. हं. हो, नक्कीच, म्हणजे प्रत्येक व्यकडे व्यक्तीसाठी ना, पाणी पिण्याचे नियम फार वेगवेगळे आहेत. जे खेळाडू आहेत यांना नुसतं 2 लिटर पाण्याने होत नाही. कारण की ते पाणीचा जो निचरा आहे त्यांचा, घामाने होतो, त्यानंतर इ इतर फिजिकल ॲक्टिव्हिटीजनी होतो. तर त्यांना जास्त पाणी लागतं आणि जर का त्यांनी पाणी पिलं नाही, तर मग त्यांना चक्कर येतील अशा काही वेगवेगळ्या गोष्टी घडतील. अशक्तपणा त्यांना जाणवायला सुरू होईल, तर मग अशा सगळ्या पद्धती होतात. म्हणून पाणी पिणं पाणी प्यायचा कसला कंटाळा यायला पाहिजेल माणसाला, थोडंसं तर पाणी आहे, ते पिऊन घ्यायचं. नाहीतर मग काही-काही लोकं काय करतात, असं असे ठरवतात आता की मला 2 लिटर पाणी प्यायचंच आहे आणि मग ते काय करतात एकासोबत 2 लिटर पाणी पितात.
हं. बरोबर. बरोबर. हं. हो ना. <chuckles> हो हो. हां. अरे, हो ना, तसं पण करतात लोकं पाणी प्यायचं म्हणून एकदाच प्यायचं. <chuckles>
आणि मग त्याचे हो. <chuckles> मग ते आणि ते असं पाणी प्यायचं नसतं, की काय असतं, आपल्या बॉडीची एक टेंडन्सी असते. जेवढं तिला त्यात पाणी लागणार आहे, तेवढं ते सोकून घेते आणि बाकीचं पाणी ते बाहेर काढून देते.
अ, हो. हं. बरोबर.
मग काही-काही लोकं आपण बघितले असणार, की ते कंप्लेंट करतात, "अरे, मला ब्लॉटिंग झालेली आहे आणि असं होतं आहे, तसं होतं आहे." मग ते कशामुळे? कारण की ॲक्सेस वॉटर तुमच्या अंगामध्ये भरून गेलेलं आहे. तर टाईम टू टाईम प्या बॉडीला सवय असते. काही लोकं आपण बघितलं असणार ते सिप-सिप करून पाणी पितात. एक सिप दोन सिप असं पाणी पितात. त्या पद्धतीचे पद्धत ती पद्धत आपण वापरली पाहिजे. कारण की बॉडीचं काय आहे ना, जेवढं पाणी लागतं, तेवढंच ते ॲबसॉर्ब करतं आणि बाकीचं पाणी सोडून देतं.
हं. बरोबर. हं. हो. बरोबर. बरोबर, मग आता लहान मुलांचं कसं करायचं हो? लहान मुलांनी किती पाणी प्यायला पाहिजे, त्यांच्यासाठी खास नियम काही?
म्हणून हं. बघा ना, लहान मुलांना तर त्यांचे आई-वडीलच सवय लावतात. मग त्या पोरांना आपण पाणी पिण्याची सवय लावली पाहिजेल. उलट त्यांना म्हणजे असं करून द्यायला पाहिजे की अ, त्यांची बॉटल द्यायची, मग हिला ही एवढी बॉटल आहे ना, हिला हळ-हळू पीत राहायची.
हं. हं, बरोबर. ते त्यांची शाळेची वॉटर बॉटल दिली तरी चालते ना?
हो, पण आता सध्या कसं झालंय ना, शाळेमध्ये पण, हे लहान मुलांसाठी? म्हणजे पाणी पिण्यालाही परवानगी घ्यावी लागते त्यांना.
हं, हं. अरे बापरे!
हो. की मग ते विचारता ना, "मे मॅम, मे आय ड्रिंक वॉटर?" <chuckles> हां. हो, मग ती लगेच मग ती मॅमचा मूड असेल तर, ती हो सांगेल, नाहीतर नाही सांगून देईल. म्हणजे त्याचं पाणी पिण्यावरती दुसऱ्याचा कंट्रोल. मग असं काही असणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे म्हणजे अशी सिस्टमही आपण काढली पाहिजे. त्यानंतर मुलं त्या मुलाला सांगितलं पाहिजे, कारण की मग ते काय करतात ते पोरं, की अगदीच खूप पाणी पितात आणि मग वारंवार सांगतात, "मे आय गो टू वॉशरूम?" मग अशा सगळ्या गोष्टी होतात. मग त्याच्यामुळ आणि ते कंट्रोल करण्यासाठी, ते टीचर त्यांना परवानगी देत नसतात. मग आपणच त्यांना घरी शिकवण दिली पाहिजे की हळू-हळू पाणी प्यायचं, थोड्या-थोड्या टायमात आपण पाणी प्यायचं, एक-एक सिप पाणी प्यायचं. म्हणजे जेणेकरून आपण जसं त्या पोरांना शिकवतो ना, मग तशीच त्यांना सवय लागते.
<giggles> हो, बरोबर. <laughs> अरे बापरे! बघा ना. बरोबर, हो. हो ना, तसं पण होतं. हां. बरोबर. हो, बरोबर. हं. हो ना, थोडं-थोडं त्यांना सांगायचं, हळू-हळू प्या, सिप-सिप करून प्या. तर एकंदरीत, म्हणजे टेन्शन राहणार नाही, खरंच ना. म्हणजे बघा ना, शाळेमध्ये पण कसे नियम ठेवलेले आहेत ना. नक्कीच ते नियम तसा नको, कारण मुलांना कधी पाणी प्यायचं राहतं, ते काय विचारून पिणार आहे का, बाबा, लहान मुलं. आता बघा
हं. बरोबर. <chuckles> हं. बरोबर, आणि हे तर आमच्यासोबतही झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हो. आम्ही अगदी, म्हणजे आपण, मी जेव्हा बालपणात शाळेत होतो, तेव्हा आम्हालाही परमिशन घ्यावी लागायची टीचरांची, की पाणी पिऊ का नको. मग त्याच्यामुळे आहे ना, काय, आम्हाला खूप वाईट सवय लागली, की आम्ही पाणी प्यायचंच नाही. अरे, जाऊदे, कोण विचारत यांना, असं असं करून आम्ही पाणीच प्यायचो नाही. मग नंतर आम्हाला जेव्हा समजायला लागलं, की पाणी किती गरजेचं आहे आणि त्याचं, त्याच्याने किती फायदे आहेत आपल्या जीवनामध्ये.
हो का? हां, हां, हां. अरे बापरे! हो ना, म्हणजे ती सवय हं. हं. हं, बरोबर. बघा ना म्हणजे असंही राहतं. नक्कीच असं काही लहान मुलं बिचारे राहत असतील. त्यांना आणि बघा ना तुम्ही पण जर असं केलं, "मे आय ड्रिंक वॉटर" असं सांगितलं आणि मॅमने जर नाही सांगितलं आणि तो मुलगा मग पाणीच पिणं त्याने सोडून दिलं, तर काय हो?
हं. हं. हं. मग, काय मग ते टीचरला माहिती आहे आता. <chuckles> मग जबाबदार त्या पोरगाला पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही त्याला अ, त्याचं पाणी बी पिऊ देत नाही आणि जर समजा पाणी न पिता आणि तो आज्ञाकारी मुलगा राहिला आणि त्याने पाणीच पिलं नाही आणि चक्कर येऊन पडला, मग?
<laughs> हो ना, म्हणजे कसं? मग तेच ना, जबाबदार कोण राहणार आहे? नक्कीच ते नियम थोडे बघना बघायला पाहिजे, नाही का, शाळेमध्ये असे पण. मग बघा ना, जेव्हा असं बाजूला काही लोकं राहतात आणि एकदमच म्हणतात, नाही का, एकदम पाणी गटकतात, पिऊनच चालले, चालले, चालले, असं करतात किंवा पाण्याबद्दल काही चुकीचे पण समज असतात. अशा मिथ्सना, अशा चुकांना तुम्ही कशा सुधाराल? ते सांगा मला.
मग हो, नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर. बघा ना, काही लोकं आता, म्हणजे खूप असं, म्हणजे वेगळंच ट्रेंड चालवत आहेत, की ब्लॅक वॉटर पिलं पाहिजे, हायड्रो हायड्रेटेड कुठलं ते वॉटर आहे, कार्बोनेटेड वॉटर, काय म्हणतात ते, वेगळंच ते, त्या पद्धतीचं वॉटर पिलं पाहिजे. आणि इलेक्ट्रोलाइट वॉटर, नवीनच संकल्पना आहे अजून, ते पिलं का, आपल्यामध्ये, म्हणजे काही रोग लागत नाही. फिल्टर्ड वॉटर पिलं पाहिजे. पण पहिले कुठे लोकं असं काही नवीन-नवीन करत होते, म्हणजे
हां, हां, हां. हं. हो. हं. आपलं नॉर्मलच वॉटर होतं पहिले. <chuckles>
हो. काही लोकांनी खूप सवय लावून घेतलेली आहे, की मिनरल वॉटर शिवाय मी वॉट पाणी पित नाही. आणि एखाद्या ठिकाणी त्याला पाणी भेटलंच नाही, तर तो पूर्ण दिवस बिना पाण्याचा काढून घेतो.
हो. हो, ते पण आहे, बरं का? आहे, अशी बहाद्दरे.
मग हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण की शरीराला पाण्याची गरज आहे. आणि यापूर्वी कुठे लोकं मिनरल वॉटरच पीत होते, ते आता कुठे 10-15 वर्षांमध्ये त्याचं चलन वाढलेलं आहे आणि मिनरल वॉटर ही संकल्पना आलेली.
हं, हं. हं. बरोबर.
म्हणून असं पाण्यामध्ये आपण भेद न करता, जे साफ सुथरं पाणी असेल, ते प्यायला काही हरकत नसतं.
हं, हं, नक्कीच.
मग आपण अशी आपली चव नक नाही बनवायला पाहिजेल, की मिनरलच वॉटर, ब्लॅकच वॉटर, या पद्धतीचे वॉटर.
बरोबर. नक्कीच, म्हणजे बघा ना, पाणी हे स्वच्छच राहतं. नक्कीच सगळे स्वच्छच राहतात. फक्त ते व्यवस्थितरित्या तुम्ही जर ते पिलं, तर नक्कीच तुमच्या अंगाला पण लागेल, नाही का. पाणी पिण्याची सवय चांगली ठेवायची, जेणेकरून तुमचं अ, मानसिक आजार पण तुम्हाला, शारीरिक आजार पण तुम्हाला काही होणार नाही, नाही का?
हं. हं. बरोबर. अ हो, नक्कीच.
नक्कीच, किती छानरीत्या तुम्ही माहिती दिली, बरं का. आणि पाणी पिण्याची सवय कशी ठेवायची आणि कसे ते त्याच्यामध्ये नियम लावायचे, नक्कीच खूप छान, सुं सुंदर अशी समजावून दिलं मला. नक्कीच मला पुन्हा बोलायला आवडेल तुमच्याशी. बोलूया आपण. धन्यवाद.
धन्यवाद.